अ, अशा बऱ्याच छोट्या-छोट्या सवयी आहे ज्यांनी माझ्या जीवनामध्ये खूपच अ, प्रभाव पडला आहे आणि त्याचा खूप छ छान आत्ता मला तो बदल वाटतो आहे. आणि आताही तो आहे माझ्यामध्ये. म्हणजे एक, एक सर्वात अ, एक अ, छान सवय जे मला लहानपणी लागलेली आणि मला असं वाटतं, की त्या सवयींनी माझ्या आयुष्यामध्ये इतका बदल झालेला आहे आणि आज तो इतका उपयोगी येतोय मला. अ, जेव्हा मी लहान होतो ना अ, की अ, तेव्हा मी काय करायचो ना, तेव्हा एक गल्ला असायचा माहिती आहे का? पैसे जमा करायचा गल्ला असायचा.
अच्छा. हां. हां. जसं की? हां. हो, हो. हो. म्हणजे दुकानात आपलं दुकान असेल तर, तिथे गल्ला वगैरे असतो. तसं का? हां, हां.
नाही, नाही, नाही. घरामध्ये नाही का, आपण एक गल्ला ठेवायचो. एक अ, एक अ, पिगी बँक बोलतो ना आपण त्याला, पिगी बँक.
हां. हां, हां. अच्छा, अच्छा, अच्छा. तसं, तसं. हां, हां.
एक गल्ला हां, गुल्लक कोणी गुल्लक बोलतो. तर आम्ही त्याला गल्ला बोलायचो. असं एक पिगी बँक असायचं.
हां. मग ते अ, नाणी वगैरे त्याच्यात कॉइन्स साठवायचे तसंच ना ते. हां, हां.
हां, <clears throat> अगदी, हो, हो. तर लहानपणापासूनच मला सवय होती, की आईने, वडिलांनी किंवा नातेवाईक जेव्हा घरी यायचे ना, तर मी त्याच्यामध्ये ना पैसे टाकत. म्हणजे सतत आहे ना, त्याच्यामध
बरं म्हणजे ते द्यायचंय का तुम्हाला?
हां, घरचे जेव्हा आपल्याला पैसे द्यायचे ना, लहान असताना आपल्याला द्यायचे, की "हे घे पैसे." तर सपोज मला जर त्यांनी ₹5 जरी दिले, तर मी काय करायचो ₹2 चं काहीतरी खायचो आणि ₹3 गल्ल्यात टाकायचो. आणि कधी मोठी रक्कम दिली, तर ती डायरेक्ट गल्ल्यात टाकायचो ₹10, ₹20. तर मग हे जी गल्ल्याची सवय होती ना, माझी ही सवय चालू झाली जेव्हा मी 8 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मग ते 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, 18 वर्ष, 22 वर्ष, तर मग असं आहे ना, ब बरेच दिवस मला ही सवय होती. मी काय करायचो मा माझे एक्सेसिव्ह मनी आहे ना, ते सेव्ह करून ठेवायचो. एक्सेसिव्ह मनी ते सेव्ह करून ठेवायचो. त्याची इतकी सवय आणि ह्या हे जे मी करायचो ना, यांनी मला कधीही पैशांचा त्रास नाही व्हायचा.
हां, हां. हो ना. हं, हं. हं. <chuckles> हो, हो. अच्छा. हां. हां. अच्छा. हां. हां. हां.